अच्छा. म्हणजे
यासाठी अ
डेली अडकून ठेवणे, म्हणजे
हां, गुंतवून ठेवायचं ऑडियन्सला.
अच्छा. हां, हां. हो, हो. अच्छा, म्हणजे
तर त्यासाठीही अ, असे काही चुकीचे स्टेटमेंट्स कधी-कधी त्यांच्याकडून निघतात आणि ज्याचा खूप विपरीत परिणाम होतो समाजावर. म्हणजे ब अ, एखादा इन्फ्लुएन्सर अं, काय म्हणतात त्याला, त्याचं समाज सामाजिक जबाबदारी विसरून जातो. आणि एखादी अंत्ययात्रा किंवा एखादी अ, अशी अं, म्हणजे मृतदेह अशा चुकीच्या गोष्टी अं, दाखवतो समाजाला. जे खरंच खूप चुकीचं आहे आणि जे त्यांनी नाही केलं पाहिजे, ज्याचा विपरीत परिणाम होतो समाजावर. आणि त्यांना वाटतं की सगळे करतात, तर अ, आम्ही का नाही करायचं?
हो, हो. हं, हं. हो. हो, हो. हो. हो, हो. हो, अगदीच तुम्ही बरोबर बोललात. हं, हं. हो, हो.
तर अशी ही भावना मुळात चुकीची आहे. जे सगळे करतात <chuckles> तेही चुकीचे आहेत. पण मग तुम्ही स्वतःपासून तरी या गोष्टीची सुरुवात करू नका किंवा अं
हं, हं, हं. अगदी बरोबर बोलल्या तुम्ही.
ज्यावेळेला निवडणुका असतात, त्यावेळेला कोणत्यातरी अ, एका पक्षाला साथ देण्यासाठी दुसऱ्या पक्षाचे धिंदोडे काढणे आणि <chuckles> त्याचे मीम्स बनवणे. ह्याही गोष्टी अ, चुकीच्या आहेत, असं मला वाटतं. म्हणजे आपल्या देशासाठी होणाऱ्या गोष्टी आहेत आणि तर त्या सगळ्या गोष्टी करू नयेत. म्हणजे ज्या भावनिक गोष्टी आहेत अ, अंत्ययात्रेसारख्या हां. त्याचा बाजार मांड मांडण्याची गरज नाही ना, खरंतर. म्हणजे ती फार
हं. हं, हं. हं, हं. खूप चालतात. परंतु हं, हं. हं, हं. त्या करू नयेत. त्या करून. अगदी बरोबर बोललात तुम्ही. हो, हो.
व्यक्तिगत गोष्ट आहे आणि त्याचा असा बाजार मांडू नये. आणि राजकीय पक्ष-पक्षांमध्ये मतभेद या इन्फ्लुएन्सर्समुळे जास्त होतात.
हो. अगदी बरोबर.
की प्रकरणं कधीतरी पेटली जातात आणि अ, त्याचे विपरीत परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतात.
हं, हं. अच्छा.
तर म्हणून मी म्हटलं, की सामाजिक भान असावं.